अरे वाह! अरे वाह! मग मला आता असंच एक प्रश्न विचारायला तुम्हाला आवडेल, की अ, तुम्ही म्हणजे अ, तुम्ही आता म्हणाला जसं आपल्या आजी आजोबांनी एवढं नॉलेज नाही आहे टेक्नॉलॉजीचं वगैरे की त्यांना मोबाईल वगैरे, मग असं वाटतं का, की ऑनलाईन बोलताना मोबाईल आल्यापासून ऑनलाईन बोलताना अ, लोकं अशी बोल्ड होत जातात असं तुम्हाला जाणवतं का आणि का?
हो. हो. हो. हो. हो, हो. म्हणजे एक ना आत्मविश्वास वाढतो. काही जणांना ना बघा म्हणजे पब्लिक फिअर म्हणतो ना आपण, की एवढ्या लोकांमध्ये बोलायला भीती वाटते. अ, म्हणजे तेवढा आत्मविश्वास नसतो. ते लोकं ना व्हिडिओ कॉलवर किंवा मग असं म्हणतो ना, आपण की स्वतःला एक रेकॉर्ड वगैरे करून किंवा मग चॅट करून तेवढ्या याच्याने बोलू शकतात ना, जर तोच मेसेज जर ते कॉलवर बोलायला घाबरत असतील, तर ते टाइप करूनही त्यांना पाठवू शकतात, ते लिहूनही पाठवू शकताय. त्याच्यात थोडी ना कोणी तुमचा आत्मविश्वास बघणार आहे, तर मग अशांचा आत्मविश्वासही वाढला आहे. त्यामुळे चांगलंही आहे. पण मग त्याचा वापर चांगल्या ठिकाणी असला तर ते चांगलं, गैरवापर नको. म्हणजे प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट परिणाम असतात तसं याच ही आहे. हो. <sighs> हो.
बरोबर आहे. हो, हो. हम्म. हं, नाईस पॉइंट. बरोबर आहे. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. अगदी, अगदी बरोबर आहे. पण मॅम आता हल्ली कसं नाही का लहान मुलंही ऑनलाईनचा खूप असा वापर करतात, आहे की नाही आणि मोठे मोठ्यांचंही खूप जास्त, तर मुलं आणि मोठ्यांमध्ये ऑनलाईन संवादाचा काही फरक तुम्हाला असा जाणवला का, अनुभवला का?
हो, हो. अगदी बरोबर. हो. हो, म्हणजे असं क माझं असं म्हणणं आहे, की एवढं मुलांना आधीन नका करू मोबाईलचं असं माझं मत आहे. पर <sighs> हां, म्हणजे कसं मुलं ना, मग काय होतं त्याच्यात जे काही बघतात ना, तेच हट्ट करतात, तेच मागतात आणि ते चुकीचं पण म्हणजे चुकीचं आहे ते फार. आता <smacks lips> म्हणजे सगळ्याच गोष्टी जर आत्ताच देऊन दिल्या मुलांना, तर त्यांना कधी सवय लागणार, ते कधी शिकणार क, ती गोष्ट कशी मिळवायची. कसं नुसता हट्टीपणा करून मिळवण्यात काही अर्थ नाहीये. तुम्ही काय शिकवणार त्यांना की बरं रडून घ्यायचं, पडून घ्यायचं, हे करून घ्यायचं देऊन देतात बाबा यात काही अर्थ नाहीये. ते मेहनतीचं जो समाधान ना त्यांना तो कधीही जाणीव त्याची होणारच नाही. ते कधी अनुभवतील ना ते. त्यामुळे असं वाटतं, की मुलांना थोडं दूर ठेवलेलं बरंच आहे, ह्या गोष्टींपासून. हां, एका एका योग्य वयात तुम्ही त्यांना ह्या गोष्टींची अ, म्हणजे जुळवून द्या किंवा म्हणतो ना की त्याचं नॉलेज देऊन द्या त्यांना, एक ज्ञान तेव्हाच यायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते.
हम्म. नाईस पॉइंट. अगदी अगदी. अगदी. अगदी व्हॅलीड. बरोबर आहे. बरोबर, बरोबर. अगदी.

म्हणजे शून्य आहे ते माझ्यासाठी मग जर मी एवढाही वेळ माझ्या घरच्यांना देऊ शकत नाही, त्यांची विचारपूसही नाही करू शकत आहे, म्हणजे काय मग, असं अर्थच नाही ना. तेव्हा माझे खरे डोळे उघडले, की नाही, मग मी आईला फोन केला तिच्याशी बोलले, व्हिडिओ कॉलवर बोलले मी अ, तेव्हा तिला असं झालं की अ, काही नाही, असं एवढं मी सांगणार होते त्या दिवशी पण मला वाटलं, तू कामात आहे, तुला उशीर होतोय म्हणून मी नाही बोलले. म्हटलं "आई असं काही नाहीये हां, तू तुला जेव्हा वाटलं तेव्हा बोल बिनधास्त" असं. म्हणजे वापर म्हटलं, तू ऑनलाईन याचा आहेस तो तुला ज्या दिवशी वाटलं ना, सरळ व्हिडिओ कॉल कर. तिला तेच सांगितलं मी. म्हणजे मलाही जाणवेल, की मी घरापासून दूर नाहीये. <chuckles>
<chuckles> अगदी. हं, हं, हं. हं, हं. अगदी, अगदी बरोबर आहे. ऑनलाईनमुळे सगळ्यात मोठ आपल्याला जे आपल्याला वेळ देतात ते आपले आई-वडील असतात. आपण त्यांनाच नाही वेळ देऊ शकलो तर काय उपयोग. आपण कोणत्याही सिच्युएशनमध्ये असले तर आपले आई-वडील आपल्या बरोबरच असतात. पण या ऑनलाईनमुळे पण ते हल्ली खूप लांब होत चालले नातं. तर मला अजून एक तुम्हाला मॅम वेळ विचारायला आवडेलच म्हणजे आता व्हिडिओ कॉल, जसं आता ऑनलाईन कॉलवरती बोलण्यापेक्षा हल्ली व्हिडिओ कॉल तर खूप आले मग त्यामुळे नातं असं स्ट्राँग बनतं का विकर बनतं?
हो. हो. हो. हो. हो. अ, म्हणजे म्हणता येईल, की माझ्या बाबतीत म्हणजे मला तरी वाटतं की ते स्ट्राँग बनतं, घट्ट होत जातात नाती काही वेळा म्हणजे असं म्हणतो ना, की अ, आता आम्ही भावंडांशी बोलताना ना, मस्ती मजाकमध्ये मुद्दामून व्हिडिओ कॉल करतो. एक तो एक म्हणजे नटखटपणा असतो आमच्या ह्याच्यात, की रात्री झोपायचंय, झोपण्यापूर्वी मुद्दामहून व्हिडिओ कॉल करायचा, "अरे ताई ऐक ना, पाण्याची बॉटल घेऊन येते का किचन मधनं" असं. <chuckles> म्हणजे असं जुळून राहिल्यासारखं वाटतं. ती म्हणते "ए माकडे उठ तूच जाऊन घेऊन ये." <chuckles> म्हणजे अ, ते जर ती नुसतं बोलली असते ना, तेवढी मज्जा नसती आली जे तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यात आहे. <chuckles> हो त्यामुळे मला तो व्हिडिओ कॉलचं म्हणजे तसं होतं आमचं कधी-कधी जर एकाच घरात राहून तुम्ही म्हंटले ना, की आधी घरात रा हूनही तुम्हाला त्या गोष्टीचं म्हणजे आताच काही-काही वेळा काय होतं की घरात आहेत पण मोबाईल खेळतायेत, दुसऱ्याशी बोलतायेत. आम्ही कसं करतो घरात आहोत ना, तर एकमेकांशी बोलून त्याचा वापर तसाही करून घेतो. <chuckles> म्हणजे हो.
ओके. अच्छा <chuckles> हो. अगदी बरोबर आहे. ओ वॉव इंटरेस्टिंग हां. अगदी, अगदी. हं, अगदी बरोबर, अगदी बरोबर. <chuckles> हाऊ स्वीट हं.